हो. आपल्याला जायचंय ती प्लेलिस्ट प्ले करायची आणि त्याच तुमच्या मूडनुसार त्या प्लेलिस्टमध्ये गाणी आहेत. तुमचा जो आताचा मूड आहे त्याच्यानुसार आणि मस्त ते ऐकायचे. तुमच्या त्या मूडचा आनंद घ्यायचा. दुःखी असणार, तर तुम्हाला मग ते पॉझिटिव्ह करण्यासाठी असतं. दुःखी जर राहिलं होतं, तर मग ते उलटं असतं हां थोडं.
हां. अच्छा. हं.
जर तुम्ही फोकस वाढवायचा असेल, तर तुमचा फोकससाठी वेगळे सॉन्ग्स मग ते तुमचा फोकस वाढवतात. पण दुःखच्या ह्याच्यामध्ये कसं आहे, आपण दुःख कोणाचं वाढवू नाही शकत. मग त्याला आपल्याला कमी करायचं असतं. म्हणून मग आपण त्या त्या फिलिंगमधनं बाहेर काढण्यासाठी त्याला थोडीशी अ, सहानुभूतीवाले साँग्स किंवा एनर्जेटिक सॉन्ग्स ऐकवतो. तर फक्त हे दुःखच्या केसमध्ये थोडंसं वेगळं आहे. पण बाकीच्या केसमध्ये सगळं आपण वाढवत जातो. त्याचा आनंद असेल, तिची शांती असेल.
अच्छा. हो. हो, कमी करायचं असतं. हां. हां.
फक्त दुःख आपल्याला कमी करायचं असतं.
मग हो ना. त्यानेच तर बिचाऱ्याला बरं वाटेल ना नाहीतर मग त्या दुःखातच बसून राहील तो.
हो. <chuckles> नाही तर, नाही हो. नाहीतर मग ते गाणेच त्याला डिप्रेस करून देतील.
हो, त्याच्यावरच विचारायचं होतं. म्हणजे एखाद्याला जर खूप मानसिक तणाव असेल किंवा डिप्रेशन झालं असेल, तर मग त्याला संगीत मदत करू शकतं का? आणि मग हे संगीत अ, औषधासारखं त्याच्या तब्येतीवर काम करेल, असं तुम्हाला वाटतं का?
हो. हं. हो, नक्कीच म्हणजे मला आहे ना, असं वाटतं, पण आहे ना त्या व्यक्तीने गाण्याचे जे सिलेक्शन आहे, ते त्या टाईमाला आहे ना, चांगलं केलं पाहिजे जेणेकरून ते तो त्या दुःखामधनं बाहेर येईल किंवा त्या डिप्रेशनमधनं बाहेर येईल. काही व्यक्ती काय असतात.
हां. हं. अच्छा म्हणजे ते कसं? हां, तर कसं करू शकतो आपण, सांगा ना जरा.
बघा, काही व्यक्ती काय करतात. आता मी दुःखात आहे, तर मग दुःख भरे गाणे लावू. अरे, पण दुःखात आहे, दुःख भरे गाणे लावशील, तर तू अजून दुःखात जाशील ना?